फोन सायलेंटवर टाकावा.
हं.
आवडत असेल तर लाईट म इन्स्ट्रुमेंटल म्युझिक. तिथं मग गाण्याचे शब्द नकोत. अगदी किशोर कुमार वगैरे पण नाही. हं, तसं करावं.
ओह! म्हणजे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावायला हवं, ऐकायला हवं आपण. खूप छान, खूप छान! नक्कीच, हां.
हां, हां. त्यांनी काहीतरी होतं. किंवा एक फारच चांगला उपाय आहे. विशेषतः मी म मानसिक काम करून दमलेलो असतो त्यावेळेला. ओमकार म्हणायचं ओमकार 25 वेळा. हां. ओम असं. हां.
हम्म. अच्छा. ओंकार. हं. ओम हं, हं.
पण हा जरा वेगळ्या प्रकारे म्हणायचा असंत. ह्याच्यात
अच्छा.
33% अ आणि उ आणि म 66% म्हणायचं. म्हणजे असं आपल्या डोक्यामध्ये म असं.
हां. अच्छा. म्हणजे मेंदूमध्ये जाणवलं पाहिजे आपल्याला ते?
हं, मकार जास्त करायचा.
हां, हां. म्हणजे वाईब अं करताना जो व्हायब्रेशन होतो ते आपल्याला कुठे ना कुठे आपल्या मस्तिष्कमध्ये असं जाणवायला हवं एकंदरच, असंच म्हणायचंय ना?
त्यांनी हं, हो. हो, तसं केलं
हां.
की त्या ओंकारानी अ, असा रिलीफ मिळतो. म्हणजे जसं आपण मस मसाज करतो की नाही. तेलाने वगैरे मसाज केल्यावरती असं आ आखडलेलं अंग असतं ते मोकळं होतं. कधी पाय दुखत असतात, तेव्हा पायाला मसाज करतो. तसा मेंदूला रिलीफ मिळतो.
अगदी, हां, हां. हं. बरोबर. हं, हं. बरोबर.